खूप छान. एकदम मस्त मजा म्हणजे केलं पाहिजे ट्राय ही गोष्ट. मला पण आता वाटतंय. <chuckles>
<chuckles> हो, नक्कीच अ, चांगलाच मला इफेक्ट पडलेला आहे आणि हां, एक त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अ, तो बदल करायचा आहे ना स्वतःमध्ये तर तेलकट गोष्टी आणि साखर सोडून द्यायची पूर्णपणे. साखरला विराम, गोड सगळ्यात बंद. माझं ते आहे डायटमध्ये गोड बंद आणि मीठ कमी. मीठ अ, मेंटेन करण्यासाठी मी,
खरंच. नक्कीच, खूप हं. हं. म्हण वाह! ओके. ओके. म्हणून तुमची हो, म्हणजे म्हणून तुम्ही बारीक झाला हे सगळं तुम्ही स्ट्रिक्ट फॉलो केलंय मला तर वाटतंय.
अ, हां. ते फॉलो केल्यामुळेच म्हणजे समोसा दिसला ना, तर मी का बाहेर खातच नाही, घरी खातो. <chuckles> ते पण अ, लाकडीघानीतील तेलमधला. <chuckles> हो.
<chuckles> हां, ओके मग घरी बनवता समोसा? अरे वाह! छान, म्हणजे तुम्ही तेल पण असं विशिष्ट वापरता, तिकं बनवण्यासाठी.
हां, लाकडी घाण्याचं तेल वापरतो. ज्या ज्यामध्ये अ, म्हणतात ना कोलेस्ट्रॉल नाही होणार जास्त.
ओके. छान, छान.
ते एक आहे आणि शेंगदाण्याचच मेन म्हणजे बाकी लोकांना अ‍ॅलर्जी असती, ते चेंज करू शकतात, पण मी तेच वापरतो ग्राउंडनटचं. ते चांगलं असतं शरीरासाठी.
हं. अरे वाह! खूप छान. म्हणजे तुम्ही नवीन मी बनवायला, म्हणजे स्वतःला बनवायला खूप मेहनत घेतलीत आणि खूप रिस्ट्रिक्शन अ, म्हणजे स्वतःला ठेवलेत आणि त्यामुळे तुमचा चांगला बदल झालाय. बरोबर.
<chuckles> अ, हां, हां, हां. हो, म्हणजे अ, खूप चांगला बदल झाला आणि हां. एक अजून एक गोष्ट करतो मी रात्रीचं आहे ना, अ, 1 तास म्हणजे अ, 12000 किलोमीटर रात्रीच चालतो मी. अ, किलोमीटर नाही, सॉरी. स्टेप्स बारा हजार सॉरी! चुकून मी इकडे-तिकडे गेलो. <chuckles>
हं. बापरे! <chuckles> तेच म्हणालास, ते ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. छान, तेच म्हंटलं एवढे चाललात आणि म्हंटलं खरंच.
<chuckles> हां, हां, नाही 12000 स्टेप्स चालतो मी रात्रीचा फिक्स आहे. 10000च्यावरती व्हायलाच पाहिजे, 12000 - 14000 आणि मी ती रोज वाढवत गेलो.
तरी किती मिनि मिनिटं किती असतील ही म्हणजे एकंदरीत काय सांगाल? हं.
अ, मला अ, कमीत कमी 1 तास लागतोच. पहिले जास्त लागायचा, 1:30- 2 तास. पण मी चालायची स्पीड वाढवली खूप आणि ते स्पीड वाढवल्यामुळं मला आता अ, 1ा तासात कंप्लीट होऊन जातं ते स्टेप्स कधी-कधी थोडा 19-20 होऊन जातं वरती-खाली. पण 1 तास ठीक आहे अ, होऊन जातं. म्हणजे मी कमीत कमी 5 किलोमीटर चालून येतो.
ओके. अरे वाह! अरे वाह! खूप छान. हं, हं. सही, सही.

अ, नाही मी जिम वगैरे करणाऱ्यातला नाही आहे मला कंटाळा येतो नाही का जिममध्ये जायचा. आणि दो एक म्हणजे मी काय करायचो आधी जिममध्ये जायचो मेंबरशिप घ्यायचो अन् 2 दिवस जाऊन 3 दिवस जाऊन मग ती मेंबरशिप तशीच गेली. तर त्यामुळं मी ते जिम बंद केलं. मग माझ्याकडनं होत नाही मॅम तसं. मी घरच्या घरी केलं म्हणजे काय की अ, पैसे देऊन आपणच आपलं वजन कमी करून घ्यायचं हे कोणी सांगितलं नाही का. पैसे देऊन वजन वाढवणं हे चांगलं असतं. <chuckles> तर अ, मी काय केलं की सकाळी अ, लवकर जेवायला चालू केलं 10-10:30 वाजता आणि दुसऱ्यांदा अ, 5:30-6 वाजता चालू केलं जेवायला. जेणेकरून माझं ते 2 टाईमचं जेवणच केलं मी 3 टाईमचं जे होतं, नाश्ता वगैरे अ, चहा वगैरे काय असतो मधी नाही का आपला. दूध वगैरे घ्यायचो मी. तर ते बंद करून टाकलं. सकाळ अ, सकाळचं आणि संध्याकाळचं. फक्त 2 गोष्टी आणि मी एका कलाकाराला बघितलं होतं ही टिप देताना आणि एका मराठी एक अ, होता म्हणजे कलाकार असतो त्याचं नाव आठवत नाही मला सीरियलमध्ये काम करायचं. त्यानी सांगितलं, की अ, तुम्ही फक्त 2च टाईम जेवा आणि संध्याकाळी 6च्या आधी जेवा आणि 10 नंतर जेवा.
ओके. हं. अच्छा. वाह! खूप छान. <chuckles> हां. हं. बरोबर. <chuckles> हो, हो. बरोबर. हं. हं, हं. ओके. हं. अरे वाह! हं. बरोबर. हं. हं. अरे वाह! हं. ओके.
तर तुमचं मोठा गॅप पडतो जो असतो ना उपवासाचा आणि त्यामध्ये तुम्हाला अ, वेट लॉस करण्याला मदत होते अन् दुसरी गोष्ट जेवताना अशा गोष्टी जेवा ज्याने तुमचं अ, जास्त लवकर भूक लागणार नाही. जसं की ओट्स झालं.
हं, हं, हं. हं.
किंवा अ, गव्हाच्या फाडायचा ते दलिया बनतो तर दलिया खावा. तर अशा त्यांनी गोष्टी सांगितल्या किंवा लोकीचं अ, दुधी भोपळयाच अ, थोडं जास्त समावेश करा. त्यांनी काय होतं पोट जास्त भरल्यासारखं वाटतं कमी खाऊन.
ओके. दुधी भोपळ्यानी ओके. छान, छान. मग तुम्ही नेहमी ते अ, पिता का हे सूप?
हां, त्याच्या सूपने. तर त्या गोष्टी केल्या. अ, माझं रोज सकाळी जेवणामध्ये सांबार असतं ना त्यामध्ये मी ते फिक्स ॲड आहे <chuckles> त्यामुळं त्याच्यानी मला लवकर भूक लागत नाही आणि लवकर पोट भरतं हेवी झाल्यासारखं वाटत एकदम.
अरे वाह! क्या बात है! हं, हं, हं.
असं.
ओके.
आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे थोडा अ, म्हणतात झुंबा करतो मी व्यायाम नाही होत माझ्याकडनं, झुंबा डान्समध्ये मला
<chuckles> बाप रे! आणि मग त्याच्यासाठी तुम्ही कुठली गाणी प्रेफर करता म्हणजे झुंबा डान्सिंग बॉलिवूडवाली की
अ, झुंबा डान्समध्ये मी एक कोरियन आहे त्यांचंच बघून करतो. त्या लेडीज आहे त्या खूप भारी करतात झुंबा डान्स तर ते 20 चोवी 22 मिनिटाचाच आहे. पण असा अख्खा घाम काढतो शरीराचा. <chuckles>
<laughs> अ अरे वाह! छान. <chuckles> सही आहे. तुम्ही 95 वरून किती म्हणालात मगाशी अ, किती केलं वजन अरे वाह! मस्त छान आहे एकदम, खरंच आणि किती महिन्यामध्ये हे केलत तुमचा हा नवीन मी कधी अ, तयार झाला? हा जो <chuckles> जुनावाला अरे वाह! काय बोलताय नक्कीच.
78 <laughs> हो आणि मला नव्हतं वाटलं की होईल. अ, 3 महिन्यात झाला 3 महिन्यात. <chuckles> अ, फास्ट झालं. आता जरा हळू-हळू वजन कमी होतंय मला अ, 65 ते 70मध्ये आणायचंय. तर अ स्टार्टिंग-स्टार्टिंगला वजन लवकर कमी होतं पहिल्या महिन्यात 2 महिन्यात नंतर मग ते अ, हळू-हळू कमी व्हायला लागतं.
छान. अरे वाह! काय बोलता?

म्हणजे हा महत्त्वाचाच बोलतो आणि मुद्द्याचं बोलतो, असं झालंय लोकांमध्ये आता. की ते बदलून, म्हणजे नाही का? शॉक झाले, "अरे! आधी किती बोलायचा हा. किती असा हसून राहायचा ना. आता खूप सीरियस, एकदम." हां. अच्छा खूप पॉइंटमध्ये असं बोलणार, असं. म्हणजे वेगळा झालोय मी माझ्यातला.
हं. <chuckles> बरोबर, बरोबर. म्हणजे जे लोकं कमी बोलतात, त्यांच्या शब्दाला म्हणतात ना जास्त अ, व्हॅल्यू असते. म्हणजे तुम्ही एकदम खरंच छान असा बदल केलाय, बरोबर. आणि असं काय झालंय का? म्हणजे बघा ना, काही-काही लोकं म्हणतात, "अरे मला पण बदलायचंय मी आता बदलीन पुढे" पण मला सुरु करायचंय, पण वेळ नाही किंवा मला असं बदलायचंय, पण काय लोकांसाठी मी गप्प म बसतो. तर मग अशा लोकांना तुम्ही काय सांगाल, की ते काय करू शकतात त्याच्यासाठी, त्यांना काय टिप्स?
जास्त मा मान असतं आणि व्हॅल्यू असती, हां. हां, हां. हां, हां. अ, बघा लोकांचा विचार करू नका. जेव्हा मी जाडा होतो ना, तेव्हा मी पळायला चालू केलं. तेव्हा लोकं म्हणतील, "अरे कधी कमी होणार का?" <chuckles> अजूनच वाढतील. ते म्हणत होते आणि त्यांच्या तोंडाला आज असं म्हणतात ना चुप्पी बसली. म्हणजे आधी मला कसं म्हणायचे असं अ, तब्येत वगैरे असलं फॅशन सेन्स नाहीये, हे नाहीये. आता माझा फॅशन सेन्स असं टी-शर्ट वगैरे घालतो ना, एकदम स्लिम-ट्रिम ते बघून असं म्हणतात, "अरे"
हं. बरोबर, बरोबर. हां. <chuckles> ओके. क्या बात है! क्या बात!
"खूप छा आधीपेक्षा खूप छान झाला रे तू!" असं नाही का दिसायला वगैरे. आणि ते चेहऱ्याचा लूक पण बदलून जातो, ग्लो येतो. जाडं असताना ते वेगळा चेहरा असतो. आणि अ, असं कमी व्हायला लागतो ना, ते चेहऱ्याचं तेज वेगळच असतं ते. <chuckles> लोकांनी
ओके, ओके. अरे वाह! <chuckles> बरोबर. ओके आणि मग तुमच्या मैत्रिणी वगैरे तुम्हाला काय बोलतात की नाही? "अरे तू पहिला असा होतास. आणि आता एकदम भारी" असं त्यांच्या बद्द त्यांचं म्हणणं काय आहे याच्याबद्दल?
<chuckles> अ, हां. अ, आधी कसं मी असं काही श शर्ट-बिर्ट घालायचो नाही का. आणि हिंडायचो असं. का फॉर्मल वगैरे असं ढेरीसारखा. आता टी-शर्ट वगैरे किंवा शर्ट-शर्ट घालून हिंडतो. तर हा मैत्रिणींना भाव द्यायला लागल्यात खूप. अरे फोटोला लाइक करायला लागले, कमेंट्स करायला लागले, "अरे! कडक असं नाही का" आणि चॅटिंग वगैरेला रील्स पाठवतात मला. काहीतरी असं माझं ध्यान लक्ष्य करण्यासाठी ते करतात. असं खूप म्हणजे सोशल मीडियावर म्हणतात ना
हां, हां, हां. <chuckles> ओके. हां. <chuckles> अरे वाह! वाह! वाह! <chuckles> सहीच! म्हणजे नक्कीच तुम्ही बदललाय, हे आता मी बोलू शकते. <chuckles> खरंच, खूप छान. हां.
हां. म्हणजे मी एकदा ट्राय केलं. आधीचे मी फोटो टाकायचो ना डेटिंग्स ॲपवर मला कुणीच अ, भाव देत नव्हतं नाही का. असं बघतच नव्हते कोणी मला. आता तो मला सांगतो ना मी असं मजाक-मजाकमध्ये टाकलं. कमीत कमी मला आहे ना अ, तुम्हाला सांगतो, 45 अ, मुलींनी मला अ, लाइक्स केलेले आहे डेटिंग्स ॲपवर इंटरनॅशनली. आणि खूप म्हणजे अशा मैत्रिणी पण माझ्या मी ते भाषा शिकण्यासाठी केलं होतं. पण ते आजकाल माझ्या खूप असं म्हणतात ना अ, क्लोज होण्यासाठी, काही रशियन्स आहेत मैत्रिणी माझ्या काही अ, नायजेरियाच्या आहेत. आणि काही अ, यू-एस-एच्या आणि काही ब्रिटनच्या पण आहेत. <chuckles> आणि मी फ्रेंडली बोलतो.
ओके. ओके. <chuckles> ओके. हां. वाह! ओके. <chuckles> हं. करपशण. वाह! वाह! बापरे! म्हणजे तुमचं ऑल ओव्हर वर्ल्ड कनेक्शन आहे असं म्हणू शकतो आणि तुमच्या मैत्रिणी देखील सगळीकडे आहेत. अरे वाह! <chuckles> क्या बात! क्या बात!
<chuckles> नक्कीच माझा नवीन मी अ, इंटरनॅशनल ग्लोबली झाला. <chuckles>
एकदम खरंच. आणि मग त्यांच्याकडून असं काही कोणी बोललंय का की बदललायस वगैरे काय तुम्हाला?

अ, त्यांना नाही माहिती कारण की त्यांनी माझ्यातला आधीचा मी बघितलाच नाही. <chuckles> बिफोर मी हां, त्यांना असं वाटतं की चांगला हा अरे असं चांगला असं म्हणतात ना, दिसायला वगैरे चांगला केस वगैरे असं भारी फोटो वगैरे चांगले आहे. मग त्यांना असं वाटतं की हां, आणि मग मै ते मैत्रिणींच्या पुढे जायला बघतात पण मी नाही, मी असं मला कसं मी त्यांना सांगितलंय की माझे पर्सनल डिटेल्स मी शेअर करत नाही. इथं मी आलोय कारण की मला भाषा शिकायची आहे.
ओके हां म्हणून त्या बोलल्या नाहीयेत. ओके डायरेक्ट तुम्ही ते अ हां. हं. ओ हो! छान, छान एकदम खरंच आणि मग तुम्ही मला सांगा की म्हणजे अ, नवीन मी ज्याला व्हाय तयार करायचंय किंवा बोलतात ना, मला आता नवीन माझं व्हर्जन किंवा मला आता मी चेंज होणार पूर्णपणे असं जे लोकं म्हणतात. मग त्या म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्ही असा एक छोटासा संदेश किंवा एक लाईन किंवा त्यांना असं काय प्रेरणा द्याल, काय सांगाल तिथे?
असं कारण की हां. हां, हां. हां, हां. अ, बघा अ, मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. तुम्ही करा सुरुवात करा. तुम लोक हसतील. तुम्हाला सांगतो मला सकाळी उठायला अवघड जायचं व्यायाम करण्यासाठी, चालायसाठी. मी रात्री कामावरून येऊन झुंबा करायचो आणि रात्री शतपावली करायचो. 1:00 वाजले तरी करायचो. म्हणजे काही असं नियम तोडू नका. तुम्ही म्हणतात ना, कितीही झालं, मनाला कितीही तुम्हाला असं वाटलं की नाही मला हे नाही करायचं तुम्ही करा. रात्री करा. म एक्सक्यूज देऊ नका की मला टाईमच भेटत नाही सकाळी उठताच येत नाही. कामाला जायचं असतं. खूप टाईम आहे रात्रीच्या 2:00 वाजता मी शतपावली करायचो. कामावरनं यायचो 11:00- 11:30 <chuckles> तर तुम्ही करू शकता.
हं. हं. ओके. ओके. बाप रे! मग तेव्हा भीती वगैरे किंवा कोण असं विचारायचे ना, की रात्री हा माणूस काय करतोय? असं वगैरे काय कधी झालं का? <chuckles>
अ, नाही, नाही असं कसं आहे ॲज अ सिटीमध्ये राहतो मी तर आमच्या इथे सगळे रात्रीचेच अ, लोकं तुम्हाला दिसतील युनिव्हर्सिटीवाले सगळे हिंडत असतात रस्त्यावरती. तर असं कुणी विचारलं नाही हां, पोलिस थांबवतात कधी-कधी "ए काय रे करतो."
ओके. बरं आहे, बरं आहे मग तेवढं. हां, हां मला तेच हां, हां, बरोबर तेच मला म्हणजे असं विचाराय
मग त्यासाठी मी बॅग घेऊन जायचो आणि म्हणायचो कामावरून चाललय घरी. <chuckles> हां, हां, हां.
<chuckles> छान, छान. मस्त उत्तर, तुमच्याकडे उत्तर रेडी आहे प्रत्येक गोष्टीचं खरंच खूप मजा वाटली. हे सगळं ऐकून तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि तुम्ही कसे नवीन घडलात आणि तुम्ही आधी कसे होतात तुमच्या मैत्रिणी ज्या सगळ्या इकडे आहेत आणि तुमचं असं मस्त कनेक्शन झालेलं आहे सगळीकडे. हे सगळं ऐकून खरंच खूप मस्त वाटलं मजा आली आणि नवीन मी तयार करण्यासाठी तुम्ही जी पावलं उचलली ती खरंच खूप महत्वाची देखील आहेत. तर नक्कीच आपण परत भेटूयात लवकरच.
हो, हो, हो, हो. हो मला सुद्धा. हो, हो, हो, हो. हो, मला सुद्धा. हो, नक्कीच. <chuckles> हो, नक्कीच भेटूया. पुन्हा भेटूया धन्यवाद.